अ, हो नक्कीच मला आवडेल सांगायला की त्या दिवशी काय झालं की अ, मी पहिल्यांदा एकतर प्रवास केलेला होता अ, एकटीने म्हणजे जसं नेहमी आई, बाबा, भाऊ, असं कोणी ना कोणी म्हणजे काका माऊशी कोणी, कोणी राहायचं आणि त्या दिवशी एकटीने जायचं म्हणजे एक वेगळंच अ, मनात होतं की "अरे बापरे, मी आज पहिल्यांदा एकटीने प्रवास करणार आहे!" मग अ, म्हणजे ती <chuckles>
बरोबर. हो ना, असं तुम्हाला अशी भीती वाटली का कधी-कधी? थोडीशी राहते ना ती एकटीने प्रवास हो ना.
थोडी होती म्हणजे माहिती होतं मनाला की "अरे हे तर डेस्टिनेशन खूप जवळ आहे आणि नेहमीच जातो आपण इतकं काही विशेष नाही." असं मनाला माहिती होतं तरी पण, "आज मी एकटं जाणार आहे. मग सीटजवळ कोण बसेल? मग कंडक्टर आला तर मला जागं राहावं लागेल." कारण ना, गमतीची गोष्ट सांगते तुम्हाला मला बस सुरू झाली ना, की झोपच खूप येते. तर <chuckles>
हम्म. हां. अरे बापरे! आणि त्याच्यामध्ये एकटी अजून.
हो ना आणि मला असं वाटायचं की "बस थांबली आणि मी उठलेच नाही तर? मी आणखीन पुढे गेले तर? <chuckles> आणि कंडक्टर आला आणि माझी तिकीटच काढून नाही झाली तर? मग मला मध्येच उतरून दिलं तर? असं खूप काही-काही सुरू होतं." जोपर्यंत बस येत नाही तोपर्यंत.
<chuckles> होतं, होतं. मग? हां. हं, हं. मग?
पण बाकीची मुलं होती गप्पाटप्पा रंगल्या, जागी राहिले, अ, तिकीट पण नीट काढलं आणि डेस्टिनेशनला उतरले न झोपल्यामुळे.
अच्छा. पहिल्यांदाच झोप नाही झाली आणि व्यवस्थित डे डेस्टिनेशनला जिथं तुला ॲडमिशन करायचं होतं तिथं उतरले.